खरंच, खरंच आणि आरामातच कडचं आपण लक्ष द्यायला पाहिजे. पण कधी-कधी काय निघतं की घरचे काही कामं जास्त निघून जातात. कधी-कधी आई म्हणते, "राशनला चल," किंवा कशाला चल किंवा घरचे काही म्हणतात, "इकडे चल, तिकडे चल." मग त्यावेळेस तू कसं ॲडजस्टमेंट कर
त्यावेळेस असं आहे ना, की तेच मी सांगितलं काम वेळेचं नियोजन की काय महत्त्वाचं आहे की नेमकं खरंच त्यावेळेस जाणं महत्त्वाचं आहे की आपण मग नंतर दुसऱ्या वेळामध्ये ते ॲडजस्ट करू शकतो. आणि शक्यतो काय आहे ना, की मी प्राधान्य देतो की 4:00-5:00 च्या नंतरच जाणं. कारण 4:00-5:00 च्या नंतर असं होतं ना, की मग मुलांना बीन थोडंसं बाहेर फिरायला घेऊन जावं लागतं. मग बरंच काही मार्केटमध्ये जावं लागतं आणि संध्याकाळची वेळ कसं आपण थोडंसं प्रिफर करतो मार्केटमध्ये जाणं, काही खरेदी-वरेदी करण्यासाठी. कारण की दुपारी ऊन असतं आणि बऱ्याच काही गोष्टी असतात की असं जेणेकरून आपण टाळतो शक्यतो बाहेर जाणं.
मग कशाला हं. हं, हं. हो, हो. अगदी बरोबर. हो. हो. अगदी. तर बरोबर बोललास की तू आपण ह्या अशा गोष्टी करू शकतो. तर जेव्हा असं म्हणजे घरामध्ये लहान बाळ, कामाचा दडपण असतं. मग काय आपल्याला कटिंग वगैरे करतो का म्हणजे ते कामामध्ये तुला माहिती आहे का? आता काय करायचंय, काय नाही हे तर तू सांगितलंच आहे. तर मग रूटीन काय असतं म्हणजे जसं सोशल मीडियाचा ब्रेक वगैरे, पिक्चर वगैरे पाहणं असतं का त्याच्यामध्ये?